अरे वाह! हं. <chuckles> हे फार छान आहे.
हां, मग आम्ही सपोर्टिंगमध्ये असतो, म्हणजे पोळ्या बनवणं किंवा मग अ, काही लागलं त्याला हं चॉपिंग करून देणं तर असं म्हणजे थोडं बदलून जातो आणि मग त्या दिवशी आईला आराम असतो रविवारला.
हं. चॉपिंग. हां. त्याला मदत करणं. हं, हं. हं. अरे वाह! हे फार छान आहे हां. कधीतरी तिला आराम चला. <chuckles>
नक्कीच. हां, मग आई वही अ, आ दादा, वहिनी आणि मी. असे तिघं आमच्याकडे स्वयंपाक आम्ही तिघे बनवतो. मग रविवारला आता स्पेशल काय बनवायचं मग त्याचं ठरलेलं असते, की त्याला कुठली भाजी पाहिजे आहे? मग त्या भाजीसोबत आणखी काय पाहिजे आहे का? अ, किंवा मग आजी-आजोबांना विचारलं जाते, की आज तुम्हाला काही खायची इच्छा आहे का? किंवा काय घेणं खाणार? ते असतं ना, म्हणजे रविवारालाही आता सगळ्यांकडे वेळ असतो तर आपण त्यांना विचारू शकतो, त्यांच्या काय आवडीनिवडी आहे. तर मग ते पण सांगतात की काय पाहिजे नेमकं? कसं गोड पाहिजे की तिखट पदार्थ बनवायचाय? मग त्याप्रमाणे मग आमचा स्वयंपाक करणं चालू होतं आणि उशिरा लागतो. म्हणजे रविवार असतो ना सगळी घरं आरामात तर मग ब्रेकफास्ट, चहा झाला, की परत गोष्टी होतात आमच्या थोडं बसून नाही का? मग त्यात थोडं जेवण बनवणं मग ते तरी आम्हाला 2-1 वाजतेच जेवण करायला. आणि सगळे त्या दिवशी मग मात्र जेवण जे असतं ते थोडं पुन्हा रोजच्यापेक्षा जास्त गप्पा सांगून जेवण करणं असतं.
हं. हां. हां. अच्छा. हं, हं, हं. <chuckles> हां. हं. हो, ना. हं. हं. अरे वाह! हां. बरोबर. <chuckles> हो, ना. हं. हं. <chuckles> अच्छा. मग थोडी मजा-मस्ती किंवा असं बोलतो ना, की कधी-कधी एकमेकांवर पाणी पाणी उडवणं म्हणा किंवा असं, काहीतरी अ, गाणी म्हणत बोल गप हे करणं वगैरे. अशा प्रकारचं काही मजामस्ती चालते का हो? जेव्हा एकत्र जेवण पद्धती बनवतात तुम्ही करता तेव्हा?
हं, हं. हं, हं, हं.

हां. पण जेव्हा बघा कोणी अ, असं असतं की हे आपल्या घरातलं आहे आणि खाजगी बाब आहे, की बाबा सगळी मिळून करतायत किंवा तुमचा दादा अ, रविवारच्या वेळेला भाजी बनवतोय किंवा इतरही काम करतोय, तर कधी-कधी काय असतं ना, की लोकांना दाखवायचं नसतं. अशा वेळेला जर पाहुणे मंडळी वगैरे आली, कोणी आलं आणि मग त्यांच्यासाठी जर जेवण बनवायचंय, तर मग त्यावेळेला तुम्ही कसं मग ती सिच्युएशन हाताळता, काय करता?
हं. हं. हं. <chuckles> हं, नक्कीच. आता बघा आमच्याकडे काय होतं, की जेव्हा चिकन वगैरे असं काही असते ना जेव्हा नॉन व्हेज तेव्हा भाजी शक्यतोवर दादा बनवतो, पण असे पाहुणे येतात, ज्यांच्यासमोर तो स्वयंपाक बनवताना जरा ऑकवर्ड वगैरे वाटू शकतं, नाही का. जसं की त्याच्या सासरकडली मंडळी वगैरे येतात तेव्हा, काय होतं, मग अ, आता नेहमी तर भाजी तोच बनवतो ना, आपल्याला सवय नसते. किंवा आईसुद्धा त्याचाच सल्ला घेत असते तिनी जरी बनवली तेव्हा. मग ते मसालेच प्रमाण वगैरे विचारायला हळूच मग लपून-छपून त्याला आवाज देतो. चोरून मग तो आपल्याला सांगेल, "नाही, हे इतकं जास्त होतंय किंवा कमी होतंय किंवा आता शिजलं असेल किंवा नसलं शिजलं." अशा प्रकारची मग त्यांची आमची थोडी धावपळ होती हा त्या दिवशी मग. मग लपून-छपून घेत असतो हं, लपून-छपून त्याची मदत घेत असतो मग.
हं. हां. ओके. हां ना, हो, हं. हां. हं. <chuckles> हं, हं, हं. आई गं! <laughs> हं. हां, हां, हां, हां, हं. हं. <chuckles> हां, तुमची तारांबळ उडत असेल चांगलीच. हं. अच्छा, ओके. आणि मग असं कधी झालंय की कोणीतरी आलंय आणि तुम्ही एकत्र असं मस्त मजा मस्ती करत बनवताय आणि कुणीतरी आलंय आणि ते पटकन म्हणाले, रिएक्ट केले तुमच्या असं बघण्यावरती, की "अरे हे काय चालू आहे? तुम्ही कसे सगळे जण मिळून करताय?" आणि किंवा असं पटकन कोणी कोणी-कोणी असतात ना अशा विचारांचे, की "काय यांच्या घरात मुलगा कसं काम करतोय? हे काय मुलांची कामं आहेत का? असं कसं करतोय?" असं कधी टोमणे किंवा असं कधी ऐकायला मिळालंय?
हं. बरोबर, बरोबर. हं. हं, हं. हो, हो, हं. आमच्या शेजाऱ्याच्याच काकू आहे त्यांच्याकडे जनरली पुरुष मंडळी काम करत नाहीत सगळ्या बायकाच करतात तर, त्या अधूनमधून कधी म्हणजे एकदाच नाही हा, नेहमी जेव्हा येतात ना त्यांचं असंच राहते, "अरे! तुमच्याकडल्या सुनबाई काम नाही करत वाटते? अरे तुमची मुलगी हेल्प नाही करत वाटते. मुलगाच करताना" "दिसतो." <chuckles> माझ्या आईचं असं असं असते म्हणू त्यांना त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचंय आपल्या घरात आपल्याला चालत ना सगळ्यांनी मिळून काम केलेलं. तर मग उगाचच त्यांचं बोलणं कशाला मनावर घ्यायचं बा. हं, हं.
अच्छा. ओह! हं. हां, हां. आई गं! हां. <laughs> हं. हो ना. हं, हं, हं. <chuckles> हो ना. वाह! वाह! खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि किती छान पद्धतीने तुम्ही सगळं घरातलं एकत्र जेवण बनवता आणि मग ती अ, छान अशी परंपरा म्हणा छोटीशी आपली तुमच्यापासून ज जपली गेली तर खूप छान वाटतं असं म्हणजे एकत्र बनवून तुम्ही जेवताय. खरंच तुमचे खूप-खूप आभार, की तुम्ही हे सगळं अनुभव शेअर केलेत. ऐकायला खूप छान वाटलं. ओ. आणि मला नक्की आवडेल तुमच्याशी अशाच पुन्हा गप्पा मारायला. खरंच तुमचे मनापासून खूप आभार. धन्यवाद.
धन्यवाद.